अ, बऱ्याच वेळा असं होतं, की बाबा आता परत स्वतःला उभं करायचं. त्यावेळेस आहे ना, स्वतःला सगळ्यात एक सोपा नियम आहे, की स्वतःला वेळ द्या, विचार करा आणि एक छोटीशी सुट्टी घ्या. आणि कुठेतरी फिरायला जा कुठेतरी फिरायला जा. ज्याच्यासोबत तुम्हाला आवडेल बोलायला, फिरायला, अशा एका व्यक्तीसोबत जा, की ज्याच्यासोबत तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी शेअर करू शकतात. मनातला स्ट्रेस काढू शकतात आणि तिथून काय आहे ना, तिथून थोडीशी तुम्हाला एक चांगली प्रेरणा, एक चांगला पॉझिटिव्ह विचार तुमच्या, तुमच्या माइंडमध्ये येतो आणि मग परत काय, आपल्याला ती एक शक्ती भेटते ना, परत उभा राहायची आणि परत आता सुरुवात करायची.
हं. अरे वाह! खूप छान. आवडेल. बरोबर आहे. हो, नक्कीच. हां, म्हणजे तेच-तेच अ, कामाला जायचं आणि यायचं म्हणजे मूड, म्हणजे आपलं मेंदू चालतच नाही ना. आणि कुठेतरी असं स्टॉप घेतलं काय, अ, विराम घेतला आणि कुठं बाहेर पण गेलो. आणि थोडं ते वातावरण पण छान लागतं. आणि आपण सांगतात ना, जसं मोबाईल रिस्टार्ट करतो. तसं आपली लाईफ पण, जशी आपलं जीवन पण एक अ, रिस्टार्ट परत दिशेने येतं, असं सांगतात नाही का? खरंच खूप छान.
हो, नक्की. एकदम छान उदाहरण सांगितले तुम्ही. खरंच रिस्टार्ट करायला पाहिजे आपण थोड्या-थोड्या वेळाने. कारण की काय होतं ना, की एक जो रेग्युलर आपलं दैनंदिन जीवन आहे, त्यातून एक गॅप असणं फार आवश्यक आहे. आणि थोडंसं रिस्टार्ट केल्यानंतर काय, आपले स सगळे जे फंक्शन्स आहे.
हो. हो.
ते पुन्हा रिएक्टिव्हेट होऊन नव्यानं चालायला लागतात नव्यानं चालायला लागतात.
पुन्हा चालतात हो. नव्याने चालतात, पूर्ण रिफ्रेश होऊन अजून मस्त चालतात ते. असं राहतं ते. खरंच खूप छान. मग एखादी विशिष्ट गोष्ट आहे का, जी नेहमी काम करते ह्याच्यामध्ये? जेव्हा तुम्ही खरंच खूपच अ, ताण-तणावामध्ये येता, अडचणीमध्ये येता. अशी काही एखादी गोष्ट आहे का, जी तुम्हाला प्रेरित करते स्वतःला?